हां, थोडक्यामध्ये हेच की माइंडफुलनेस ज्याला आपण म्हणतो वर्तमान काळामध्ये तुम्ही जगा, आहे ना. म्हणजे क्षण अ, आताचा तुम्ही हे हे करा आणि काय तुम्ही अ, कराल पुढे ते ठरवा आणि काही जण काय करतात माहिती आहे का? त्यांच्या मनामध्ये इतका परिपूर्ण असा एक अ, एक म्हणतोना आय योजना ते आखतात किंवा प्लॅन ते असा बनवतात एकदम परफेक्ट असतो प्लॅन. पण तो एक्शनच घेत नाही ना एक्शनच घेत नाहीत म्हणजे डोक्यातच सगळं चाललंय डोक्यातच भाई म्हणजे अ, बिलियनेअर बनला, मिलियनेयर बनला डोक्यातच, आहे ना? बिझनेसपण टाकला त्यानं, त्याच्यामध्ये घाठा पण झाला फायदा पण झाला सगळं डोक्यात चालू असते त्याच्या स्टोरी. <chuckles> पण असं नका करू तुम्ही. तुम्ही काय करा अ, एक्शन घ्या. जो काही तुमचा प्लॅन येईल ना, एक्शन घ्या लगेचच. एक्शन घेतल्यानंतर काय होत माहिती आहे का? तुमचा अ, आत्मविश्वास हळू-हळू वाढायला लागतो. आपल्याला वाटत की अ, काहीतरी आपण करतो आहे आणि म्हणतात ना अ, जसं-जसं आपण एक्शन घेतो ना, ह्याला मायक्रो गोल्स म्हणतात. छोटे-छोटे गोल्स तुम्ही ठेवा. छोटे-छोटे ध्येय तुम्ही ठेवा आणि हळू-हळू-हळू-हळू पायरी चढा. आपण नाही म्हणत का, दुरून डोंगर अ, दुरून अ, डोंगर, साजरा हां, म्हणजे दुरून डोंगर आपल्याला अ, साजरा दिसतो छान दिसतो. पण जवळ आपण जातो ना अड अडथळे त्याचे आपल्याला दिसायला लागतात आणि जसं-जसं तुम्ही हळू-हळू चढायला लागता ना डोंगरावर मग आपल्याला वाटतंय की, हा गाड्या आपण 2 स्टेप घेतल्या आणखीन किती 100च राहिल्या, आणखीन चढू आपण हळू-हळू-हळू-हळू चढत-चढत जेव्हा जातो ना, तुम्ही डोंगर केव्हा अ, चढला तेच पण तुम्हाला कळत नाही आणि ती प्रोसेस जी आहे ना, ती प्रक्रिया जी आहे. तुम्ही अ, आनंद घ्या त्या प्रक्रियेचा, आनंद उभ उपभोगा, असं मी म्हणेल. मग अ, ह्या ह्या प्रकारे तुमचा आत्मविश्वास जो आहे कुठे ना कुठे वापस येण्यास अ, खूप मोठी मदत होते.
जगायच्या. हं. <chuckles> हां, म्हणजे त्यात काहीच अडचण नाही हां. <chuckles> <chuckles> <chuckles> <chuckles> <chuckles> खरं आहे. हं, हं. <chuckles> हां. हं, हं. हं. हां. दुरून डोंगर साजरे. <chuckles> नक्कीच. बरोबर आहे. हं, हं. हं. हां. बरोबर आहे की. हं, हं. म्हणजे थोडक्यात 2 गोष्टी तर तुम्ही एकदम म्हणजे हे सांगितले, की पहिल्यांदा म्हणजे स्वतःला माफ करा आणि वर्तमानात जगा. स्वतःची काही चूक झाली ती मान्य करून स्वतःला माफ करा आणि दुसरी गोष्ट म्हणता येईल म्हणजे काय तर तुम्ही सुरुवात करा कुठेतरी. फक्तच तुम्ही नियोजन करत आहे आणि कुठेतरी म्हणजे स्वप्नातच रंगून चालला आहे वेगळं. म्हणजे ती एक गोष्ट न ठेवता कृतीला सुरुवात करा पहिल्यांदा. आता ह्या 2 सवयी तर ह्या 2 सवयी किंवा पहिली 2 पावले तर तुम्ही सांगितली. पण आता कसं आहे की हे म्हणजे बोलायला तर फारच छान वाटत की बाबा असं करायचं आहे. मग ह्या गोष्टी करताना तुम्हाला कधी अडचण वाटत नाही का? की बाबा, खरंच ज्यावेळेस उ, आता मी अ, प्रॅक्टिकल करतो आहे, की बाबा खरंच मला ह्या गोष्टी म्हणजे पहिलं पाऊल उचलायचं, दुसरं पाऊल उचलायचं आहे. मग अशा वेळेस काही अडचणी येत नाहीत का? की बाबा कधी-कधी असं माणूस मनातूनच तुटून जातो, की आता बाबा बस झालं, राहू दे, मला नाही जमणार. मग अशा काही अडचणी तुम्हाला आल्या?
अगदी बरोबर. हां. हां.